हो, कित्येकदा असं होतं की त्यांना Maggiचं पाहिजे असते. कारण काय झालं आहे की ते इन्स्टंट बनतं, पटकन बनतं त्यामुळे मुलांना पण आवडतं आणि त्याचा जो मसाला असतो ना, त्यामुळे जास्त प्रमाणात आवडतं. पण काय होतं की घरी त्यांना ते Maggi सारखं देणं मी टाळते. कारण अ, त्याच्या ते असतं मैद्यापासून बनलेलं आणि त्याच्यामुळे कित्येकदा हो, पोट दुखणं वगैरे म्हणजे फूड इन्फेक्शन वगैरे असे त्रास पण होतात कित्येकदा. कारण लहान मुलांचं कसं असतं की ते खूप असे सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे त्यांना त्रास पटकन होतो मैद्याच्या पदार्थांनी. त्यामुळे मी टाळत असते. मग त्याच्या ऐवजी मी काय करते अ, आपली जी घरी शेवई बनवली असते, अ, गव्हाच्या पिठापासून आपण गहू आणि रवा यांपासून बनवून घेतलेली असते तर अ, त्याची मी Maggi बनवून देण्याचा प्रयत्न करते. कारण ते कसं पौष्टिक पण राहतो लहान मुलांसाठी फक्त त्याच्यामध्ये Maggi मसाला टाकते म्हणजे त्यांना असं वाटतं की Maggiचं आहे.
हो ना. सगळं मैदाच असतो. होत अगदी. हो, हो, हो. हं. हो ना. Maggiच आहे आणि त्याच्यात आपल्याला आपल्या आवडीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार भाज्या टाकता येतात, बरंच काही-काही टाकता येतात जेणेकरून ते अजून पौष्टिक होतं.
हो. हो, अगदी बरोबर. म्हणजे काय होतं की कित्येकदा लहान मुले गाजर, वटाणा असे अ, काही-काही पदार्थ असतात जे खात नाहीत भाज्या कित्येकदा, तर अ, मग त्याच्यामध्ये आपण थोडे-थोडे असे अ, लहान-लहान त्याचे तुकडे करून टाकले, की ते त्याच्यात शिजून वगैरे मग छान आवडीने खातात.
खातच नाही. हो. अगदीच. आणि जर त्यांना टीव्हीसारखं जर सुंदर एका प्लेटमध्ये टाकून बाजूला थोडा टोमॅटोचा सॉस वगैरे दिला की मुलं खूपच आवडीने खातात.
हो, हो. अगदी बरोबर. म्हणजे काय असतं की तो एक सजावटीचा किंवा फिनिशिंगचा प्रकार असतो. आपण एखाद्या गोष्टीला चांगलं सजवलं की मग त्यांना ते असं वेगळं काहीतरी वाटतं. आणि लहानपणी असतं प्रत्येक लहान मुलांचं तसंच असतं काहीतरी वेगळं दिसलं की त्यांना उत्सुकता वाटते आणि ते कधी चव कर त्याची चव घेतोय असं त्यांना होतं.
हो ना. अगदी बरोबर. तर तुम्ही मला म्हटलात की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या आईकडनं शिकलात.
हो.
पण अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही स्वतःहून शिकलाहेत? कारण आजकाल YouTubeवर बऱ्याच गोष्टी येतात, अ, तुम्हाला Instagram तुम्ही वापरत असाल तर असे बरेच रील्स सुद्धा येतात. तर असं तुम्ही पाहून काही शिकला आहात का?
अ, हो. हो, खूप काही शिकली मी. अ, म्हणजे जसं की पिझ्झा बनवणं. अ, पिझ्झा हा विकतचा जो येतो तो मैद्याचा असतो, तर घरात अ, आता लहान मुले आहेत किंवा वयस्कर माणसे आहेत, मग त्यांच्यासाठी मैद्याचं देणं योग्य नाही म्हणून मी घरी पिझ्झा बनवायला शिकले आणि तो पण गव्हाच्या पिठाचा. मग तो पिझ्झा एकदम छान पण बनतो आणि सगळे आवडीने पण खातात. त्यामुळे म्हणजे नेहमीच आता सवयच झालीये घरात पिझ्झा बनवायची. लहान मुलांना आठवण झाली की ते स्वतः सांगतात घरचाच पिझ्झा पाहिजे म्हणून.
हो. अगदीच. अजिबात नाही. अरे वाह!

स्वयंपाक आपण रोज घरी करतो. आपल्याला करणं गरजेचं आहे कारण आपण स्वतःसाठी नाही आपल्या कुटुंबासाठीही करतो. पण बऱ्याच वेळा अ, आपले घरचे असे म्हणतात, की आता ही चव खूप जुनी झालीये. आता काहीतरी नवीन खावसं वाटतयं. तर अशावेळेला आपण लगेच नवीन पदार्थ बनवू नाही शकत. पण अशी तुम्हाला कुठली युक्ती माहिती आहे, ज्यानी जुनेच जे पदार्थ आहेत ते अगदीच छान आणि नवीन वाटायला लागतात?
हो. हो, नक्कीच. अ, जसं की आजकाल काय होतं, की मुलांना चपाती खायचा कंटाळा येतो, लहान मुलांना. "रोज-रोज तेच काय?" असं बोलतात. मग त्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जसं की मेथीचे पराठे किंवा पालकचे पराठे, म्हणजे त्याच्यात पालकची भाजी थोडीशी टाकून पीठ मळायचं आणि त्याचे अ, पराठे बनवायचे. तसेच सेम मेथीचे पण बनवता येतात. तसेच आपण अ, म्हणतो बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्यापेक्षा त्यांना डायरेक्ट आलू पराठा म्हणून बोलतात, ते बनवून द्यायचं. म्हणजे असे छोटे-छोटे हो. खूप आवडीने खातात. असे छोटे-छोटे बदल केले, की त्यांना अजून आवडतात.
अगदी बरोबर. हो. आवडीने खा अगदी बरोबर आणि ही तर एक गोष्ट तुम्ही खूप छान सांगितली, पण अ, जेव्हा लहान मुलं घरात असतात, तेव्हा बऱ्याच वेळा लहान मुलं भाज्या खात नाहीत, त्यांना फार म्हणजे त्यांच्या डोक्यावर बसवून आणि ते म्हणजे तो आणि नाहीच खात. तर असं कसं आणि वरण नाही खात. तर असं काय वाटत तुम्हाला, की ज्या साध्या-साध्या भाज्या आपण घरात करतो, जे वरण करतो, त्याच्यावर काही जादू करता येईल का आपल्याला?
हो. अ, हो. हो, नक्कीच. म्हणजे भाज्या करायचं म्हटलं, तर अ, जसं की फ्लॉवरची भाजी कित्येकदा लहान मुलांना आवडत नाही, मग आपण फ्लॉवरच्या भाजीचे, म्हणजे फ्लॉवरची भाजी करण्याऐवजी त्याचे लॉलीपॉप बनवू शकतो. अ, जसे नॉन-वेजमध्ये चिकनचे असतात सेम तसेच बनवतात. तसंच कित्येकदा हो, हो. अ, तसेच कित्येकदा असं होतं, की लहान मुले कोबीची भाजी पण खात नाहीत. तर अ, त्यांच्यासाठी पण आपल्याकडे एक ट्रिक असते, की जसं की कोबीच्या आपण वड्या बनवू शकतो. खूप छान लागतात, अगदी टेस्टी कोबीच्या वड्या. तर अ, म्हणजे ह्या सगळ्या ट्रिक तर माझ्या आईकडूनच मला भेटल्या, ते खरं सांगायचं तर. कारण लहानपणी आम्ही खात नसायचो तर माझी आई नेहमी असं वेगळं-वेगळं करून द्यायची कित्येकदा असं होतं, की आपल्याला खूप भाज्या आवडत नसतात. जसं की वांग्याची भाजी आवडत नाही, पण भरलं वांगं केलं की माणूस आवडीने खातो. तसं आपण हो, अशा छोट्या-छोट्या वेगवेगळ्या रेसिपी करून लहान मुलांना खाऊ घातले, की ते आनंदाने पण खातात, असं मला वाटतं.
हो. अरे वाह! मंचुरियन सारखं. हो. अरे वाह! आवडीने खातो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अ, पण आता एक अजून एक त्रास सगळ्यांना सहन करायला लागतो, म्हणजे मुलांना आजकाल Maggieच पाहिजे हवं असतं. तुम्ही किती जरी मेहनतीने काहीही बनवा शेवटी त्यांना खायला Maggieच हवं असतं, तर तुम्हाला असा त्रास कधी जाणवतो का?